आपण नेहमीच कोणाच्या ना कोणाच्या प्रभावाखाली हो, असतोच आणि आपल्यापैकी प्रत्येकाचा एक आवडता असा इन्फ्लुएन्सर असतो. तुमचं असं कोणी आवडता इन्फ्लुएन्सर आहे का आणि त्याची अशी काय वैशिष्ट्य आहेत, जे तुम्हाला खूप भावतात? मला सांगाल का प्लीज?
मला ना इन्फ्लुएन्सर म्हंटलं तर म्हणजे आजकाल जे असं मेकअप वगैरे करणारे रील्स असतात तशी नाही आवडत. म्हणजे मला स्पिरिच्युअल इन्फ्लुअन्सर्स <chuckles> आवडतात. आणि त्यांना आपण इन्फ्लुअन्स म्हणून म्हणजे जसं का अ, संत असतात ना, आता जसं प्रेमानंद महाराजजी झाले किंवा अ, शास्त्रीजी झाले तर अशा प्रकारचे जे संत असतात, ऋषीमुनी असतात त्यांचे जे पॉडकास्ट किंवा रील्स त्यांचे भक्तजन घालतात ना, तर ते मला आवडतं. आणि मला असं वाटतं ना की अ, त्यांना आपण स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो.
हां. अरे वाह! खूपच हटके. हां. हो. हां. हो. अरे वाह. छान. हां. हां, वाह! छान. बरं. हं. वा वा! छान, हं. हो, अगदीच, अगदीच. अ, ते प्रेमानंदजी महाराजांचे काही प्रवचनं मी सुद्धा ऐकलीय आहेत. तर अ, खूपच छान बोलतात ते आणि अगदी प्रॅक्टिकल बोलतात. तर तुम्हाला त्यांचा म्हणजे त्यांचा जो इन्फ्लुअन्स आहे, त्याचा अनुभव कसा होता म्हणजे कशी सुरुवात झाली अ, याची सगळ्याची सांगाल का मला प्लीज?
आणि ती हो. हं.

आता बघा आपल्या अ, ला, ना मग आपण त्यांचं कंटेंट कंट्रोल नाही करू शकत, की ते काय पोस्ट करतात आहे आणि काय करतात ते त्यांच्या आयुष्यात. ते त्यांचं आयुष्य आहे, ते त्यांचं बघतील. पण आपण आपलं कंटेंटवरती कंट्रोल असतं आपलं, तर मग मी काय करते ना, की जसं मला ज्याक्षणी त्यांचे व्हिडिओज किंवा रील्स येतात, मी ते अ, म्हणजे नॉट इंटरेस्टेड असं एक ऑप्शन असतं किंवा अ, आपण त्यांना अनफॉलो करू शकतो, ब्लॉक करू शकतो. तर हे भरपूर काही ऑप्शन असतात. जेणेकरून काय होतं, की तशा टाइपचं कंटेंट आपल्या फीडमध्ये येणारच नाही. आणि मला ज्या प्रकारचं कंटेंट आवडतं म्हणजे स्पिरिच्युअल झालं, प्रेमानंद महाराजांचं किंवा दो आणखीन दुसऱ्या संतांचं असतं, तर ते माझ्या फीडवर मला जास्त दिसतं. त्या व्यतिरिक्त मला जे कंटेंट आवडतं ते असतं योगाचं आणि फिटनेसचं. तर मला ते जास्त दिसतं आणि त्याच्यावरती लाइक अ‍ॅन्ड कमेंट केल्यावर मला तशाच प्रकारचे कंटेंटचे रील्स आणि व्हिडिओज येत राहतात.
हो. हो ना. अगदीच. हां. हो. अगदी. वाह! छान. हो. हो, हो. वाह! सुंदर. हो ना. हो, हो. वाह! छान. अरे वाह! हां, वाह छान. हो. हां, वाह! छानच तुम्ही म्हणजे खरंच खूप छान सांगितलं आणि कदाचित अ, ह्याच अ, टिप्स असू शकतात जे नवीन अ, लोकं आहेत किंवा अ, जे बाकीचे आहेत. त्यांनी जर सकारात्मक विचार करून आणि सद्सदविवेकबुद्धी वापरून इन्फ्लुएन्सरची तुलना केली आणि चांगल्या इन्फ्लुएन्सरलाच फॉलो केलं, तर खरंच अ, चित्र काही वेगळं असेल. तर खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. मला परत अजून असं विचारायचं वाटतं तुम्हाला, की अ, अजून असे कोणी इन्फ्लुएन्सर आहेत का ज्याच्यामुळे तुम्हाला अ, स्पिरिच्युअली किंवा मानसिक असा फायदा झाला आहे आणि तुम्ही खूप काही शिकले आहात आणि आयुष्य तुमचं बदलायला मदत झाली आहे. असे अजून कोणी इन्फ्लुएन्सर आहेत का?
हं, हं. हो ना, म्हणजे एक अ, अ, जे वृंदावनचे आणखीन वेगवेगळे संत आहेत, त्यांचे पण मी रील्स बघते. आणि अ, काय आहे ना, की ते इतके छान असे प्रवचन देतात. म्हणजे एक अ, जी कथावाचक आहे जया किशोरी म्हणून नावाची. तर अ, त्यांचंही भरपूर अ हो, तर ते अ, गीता वाचन करतात. ते त्याचे खूप असे प्रवचन देतात आणि इतकं छान बोलतात त्या आणि तसंच पण जे वेगवेगळे आचार्य असतात, वेगवेगळे अ, मंदिरांचे पंडितजी असतात, त्यांचे पण काही ना काही छोटे-छोटे असे रील्स असतात. ज्यात ते आपल्या सनातन धर्माबद्दल खूप काही इन्फॉर्मेशन देतात. आणि मला असं वाटतं ना, की आजच्या काळात हे प्रवचन ऐकणं, हे चांगले सकारात्मक गोष्टी ऐकणं, आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूपच उपयोगी आहे.
हो. हां. वाह! हं. आ! अरे वाह! खूपच मोठं नाव आहे हे. हो, हो, हो. हो. छान. हो. मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. हो ना. हो. अगदीच. हो. हो. छान बोलतात. हो. हां.